अरे बापरे! चांगली सवय लागली. मग अजून काय-काय करते सकाळी उठल्यावरती?
हो, हो. मग ते झालं की बेडवरून उठायचं, फ्रेश वगैरे व्हायचं जरा आणि मग किचनमध्ये जायचं आणि मस्तपैकी ना थोडंसं पाणी कोमट करायचं. कारण आणि मी काय करते, रात्री आहे ना, थोडे ते चिया सीड्स असतात ऐकले का तुम्ही चिया सीड्स?
हां, हां. हो, हो, हो, हो, ऐकलंय ना. खूप चालू आहे आता मार्केटमध्ये. पण नेमकं ते का बरे करतात ते ला ठेवायचं? म्हणजे पाण्यामध्ये भिजवतात असं काहीतरी ऐकलं आहे बाबा.
हो, मग ते हां, ते रात्री मी ते आहे ना, सब्जा कसा असतो, तसं ते फुलतात रात्री भिजून ठेवलं की आणि मग सकाळी ते कोमट पाण्यात टाकून प्यायचं. म्हणजे ना, आपलं चरबी असते ना स्थूलता वगैरे वाढत नाही. वजन मेंटेन होतं असं त्यांनी हो आणि शरीराची अशी अ, प्रतिकारशक्ती चांगली वाढते आणि जे मेटाबॉलिझम लेवल असतं ना ते वाढतं त्याने. तुम्ही ते पिलं ना आणि त्यानंतर काहीही काम केलं किंवा वर्कआउट केलं व्यायाम केलं तर मग काय होतं अ, लवकर चरबी वितळायला मदत होते.
हां, हां. हो का? अरे! हो का? अरे. हो का, अगोदर ते प्यायचं आणि त्याच्यानंतर व्यायाम करायचं का?
त्याने. हो, मग त्यानंतर कितीही 10 5-10 मिनिटं झाले, की मी वरती टेरेसवर जाते आणि मस्तपैकी शतपावली करते. चालते जरा नाही का. जरा थोडंसं उठल्या-उठल्या असं लगेच वर्कआउट नाही होतं हो. जरा थोडंसं चाललं ना, थोडंसं बॉडीला बॉडी पण आपली गरम होते वॉर्मअप साठी आणि मग मी व्यायाम सुरू करते. मग थोडंसं
हो, हो. अच्छा! हो, हो, हो. छान सवय आहे, व्यायाम करायलाच पाहिजे हं, हं.
थोडंसं स्ट्रेचिंग करते वरखाली आणि मग सूर्यनमस्कार घालते, नाही का? प 5 च घालते जास्त नाही होत आता कारण की नाही का खूप वेळ अ ,टाईम नसतो ना तेवढा माझ्याकडे आणि मग थोडं मला ते अ, दोरी उड्या खेळायला खूप आवडतात. मग ती दोरीच
हो, हो. हां. सकाळी तुम्ही खेळता दरोड्या?

हो, चांगलं लागतं म्हणजे दूधची टेस्ट अ, ती चेंज होते त्यानी चॉकलेट फ्लेवरचं असतं घरात आवडतं त्यामुळे ते पितात. मग ते पिऊन झालं की मग अ, आम्ही जरा थोडंसं एक म्हणतो ना फॅमिली टाईम, सकाळचा आमचा थोडेसे गप्पा गोष्टी चालतात, की आता दिवस कसा घालवायचा, काय करायचं, म्हणजे असं होतं ते.
अच्छा. हो, हो. वाह, वाह! अ हां, वाह, वाह! मग दिवसाची सुरुवात अशी करते बरोबर. मग पुढचं काम कसं करायचं म्हणजे बघ ना आता फोन पाहून अ, काही न्यूज वगैरे किंवा पत्र वच वाचणं वगैरे असं काही होतो का?
हो. हो, होतं ना आणि मग नाश्ता वगैरे करून झालं ना तो टाईमनंतर फॅमिली टाईम असतो. मग त्यावर दि अ, चर्चा होते की आता काय कामं करायची मग सगळ्यांना अशी कोणा-कोणाला पेपर वाचायची सवय असते तर मग आता, आता य कसं आम्ही युवा पिढी त्यामुळे पेपर वगैरे आम्हाला आवडत नाही जास्त मग आम्ही मोबाईल बघत बसतो की अ, YouTubeवर न्यूज चॅनेल वगैरे बघायचं Instagram सोशल मीडिया वापरायचा.
हो, हो, तेच हो. अरे. <chuckles> हो. सोशल मीडिया एकंदरीत सोशल मीडिया तुम्ही वापरता बरोबर मग याचा काही प परिणाम होतो का नाही दिवसाला?
हो. हो, होतो ना म्हणजे अ, आता घडामोडी ज्या असतात रोजच्या त्या समजतात त्यातून. आता इलेक्शन वगैरे चालू असतात त्या समजतात. आता काय घडलंय, कुठे काय चालू आहे, सोन्याचे रेट काय चालू आहे, चांदीचे रेट काय चालू आहे ते पण रोजचं करणं खूप गरजेचं आहे. सोनं म्हणजे जर कमी झालं तर पटकन जायचं घेऊन यायचं तर ते महत्त्वाचं आहे. त्या कळतात. कुठे काय चालू आहे किंवा कधी-कधी असं पण होतं ना अ, काही अपघात होतात अ, काही कारणाने मग बाहेर काय चालू आहे ते समजतं त्याने. आणि न्यूज अ, मला असं वाटतं सर्वांनीच अ, पाहिला पाहिजे सकाळी जेणेकरून जर काही आपत्ती वगैरे येणार असेल, तर त्या समजतं आपल्याला. बाहेर जाण्याच्या पहिलेच आपण सावध होऊन जातो अशा गोष्टी.
हां, हां, हां. हं. <chuckles> बायांच पहिले सोनं आणि चांदी बघणं हां रेट. <chuckles> अरे बापरे! छान. हो, हो, नक्की हो. बरोबर आहे, नक्कीच म्हणजे कोणी-कोणी न्यूज वगैरे बघत नाही समाचार वगैरे वाचत नाही तर त्यांना तर खरंच असं सांगायलाच पाहिजे ना, तर तुम्ही वाचा खरंच खूप छान सांगितलं तू कारण ते वाचायलाच पाहिजे. अ, जगाच्या किंवा आपल्या भारताच्या भारताच्या म्हणा किंवा आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याच्या अ, काय देवाण-घेवाण घडामोडी राहतात ते आपल्याला कळतं ना कुठं काय बाहेर चाललंय. अरे वाह! खूप छान.
हो, नक्कीच. हो, अगदी. हो नक्कीच, आणि मग, मग मला न्यूज त्यासाठी पण बघावे लागते कारण की अ, शेअर मार्केट असतं ते मला थोडंसं करावं लागतं मग त्याच्यासाठी अपडेट्स घ्यावे लागतात सगळे आज काय चालल आहे दिवसात वगैरे.
अरे वाह! म्हणजे तू ते पण करते का शेअर मार्केटच पण?
हो शेअर मार्केटचं पण करते मग ते सगळं एनालिसिस करावं लागतं त्याचं की आता आज अ, कोणता स्टॉक वरती जाणार आहे, कोणता खाली आण जा हे येणार आहे. मग तसं ते घ्यावं लागतं. मग माझा तो पण टाईम मला तो शेड्यूल करावा लागतो की 1 तास तरी त्याला द्यायचा.
वाह, वाह! हं, हं. अरे वाह!

हां. बरोबर आहे ना, म्हणजे मग स्वतःची सगळी कामं उरकून हो.
हां, मग 1 तास करते, जास्त नाही करत. त्यानंतर मग पुढची पण कामं असतात. मग ते सगळं बघावं लागतं. मग सगळं लॅपटॉप सेट करा, सगळं आपलं आपलं डेस्क वगैरे सेट करा मस्त. ते शांत डोक्याने करावं लागतं, नाहीतर झालं ना लॉस तर खूपच होतो असं.
बरोबर. हं. हो ना, नाही, बरोबर आहे ना, लॉस पण होतो. असं शांत डोकं पाहिजे बाबा कामासाठी. मग आता मला असं सांग ना, जसं आपण अ, वर्क डे म्हणजे आपण अ, जे काम करतो त्या दिवसाचे आणि वीकेंड म्हणजे आपण अ, घरी राहतो. फक्त वीकेंडमध्ये. तर त्या टाईमची, त्या वेळेची सकाळ तुझी कशी अशी वेगळी होते का? वर्क डेला तू लवकर उठते. हां, सांग ना, मग काय करते?
हो, नक्कीच. हो, हो. हो, होतं ना. काय, सॅटर्डेला आमच्या इथे सुट्टी असते. सगळे आमचा बिझनेस असतो ना त्याला. मग सगळे ना, शनिवार आमचा रविवार अ, तसा कामातच जातो, पण शनिवार हा, आम्हाला खूप आवडतो. मग तेव्हा आहे ना, उशिरा उठायचं. म्हणजे 8:00 किंवा 9:00. मी तर 9:00 वाजता उठते. आणि मग त्यानंतर अ, मस्त थोडं फ्रेश वगैरे व्हायचं आणि त्या दिवशी मग व्यायामाला मला सुट्टी देते हं मी. जरा 1 दिवस शरीराला पण आराम पाहिजे ना, नाही का? रोजच उठून हां, तेच ते. मग त्या दिवशी डाईट नाही काही फॉलो करायचं, गरम पाणी नाही प्यायचं, पण हां, कधी-कधी असं वाटतं की जाऊन द्या प्यावं म्हणून कधीतरी पिते. पण शक्यतो मी टाळते ते. जाऊन द्या जरा एखाद दिवस पण आपल्या बॉडीला त्याची सवय पाहिजे की कुठे गेलो ना, की मग ते असं मिस झाल्यासारखं नाही वाटायला पाहिजे, नाही का, होतं असतं. आणि मग अ, त्यानंतर नाश्त्याची तयारी, काय बनवायचं काय नाही. मग त्या दिवशी मस्त असं डोश्याचा राडा नाहीतर अ, काहीतरी वेगळं असं बनलेलं असतं, मिसळ वगैरे नाही का. मग सकाळी
हां, हां. <chuckles> अरे वाह! चीट डेसारखं, चीट डे मनवते. अहं, मस्त. <chuckles> हां. हो, बरोबर आहे ना. हो. सगळ्यांना सुट्टी राहते ना तेव्हा. तेव्हा तर खूप घरचं एकदम मस्त. आ, हां.
हो, सगळ्यांना सुट्टी राहते घरच्यांना. मग मस्त तसे गरम-गरम डोसे वगैरे बनवून द्यायचे. नाहीतर कोणाकोणाला इडली आवडते हो, इडलीचा कुकर वगैरे लावायचा. म्हणजे असं छान वाटतं की असं गरमागरम खायला. आणि त्या दिवशी एवढं रेंगाळत जातो ना, ती सकाळी आमची, पार 12:00-1:00-2:00 वाजेपर्यंत सकाळच चालू असते.
<chuckles> वाह, वाह! <chuckles> 2:00 वाजेपर्यंत घरचे कामच चालतात वीकेंडला.
घरची कामं चालू असतात. झाडू, फरशी, भांडी आवरावे लागतात. मग त्यानंतर थोडंसं
एकंदरीत वेगवेगळं राहतं म्हणजे वर्क डेला तुझी सकाळ वेगळी आणि वीकेंडला तुझी सकाळ वेगळी राहते. अरे वाह! छान आहे. काहीतरी नवीन काहीतरी पाहिजे ना, तेच-तेच करून नाही का, जीवनामध्ये.
वेगळी असते. वेगळी असते. मग खूप उशीर होतो त्यावेळेस कामांना. हां. आणि मग ते झालं ना, मग असं ठरवायचं की आता कुठेतरी जाऊ जरा बाहेर. मग सगळी कामं ना, आपटायची अ, आ आटपायची आणि मग कुठेतरी बाहेर जायचा. प्लॅनिंग करायचं म्हणायचं, नाहीतर नाही. तर कधी-कधी अशी पण सकाळ होते, की सकाळचा नाश्तापण बाहेर आणि अ, सगळंच बाहेर म्हणजे कामच नाही करायचं. काही सुट्टी.
हां, हां. अरे वाह! म्हणजे छानच आहे ना मग. नाश्ता नाही, काही नाही, चहा नाही म्हणजे सगळं बाहेरच.
हो, नाश्ता नाही, नाही, फक्त आंघोळ वगैरे करायचं, चहा-पाणी प्यायचं आणि पटकन बॅ अ, सगळं आवरायचं, मेकअप वगैरे करून गुल व्हायचं घरातून लॉक लावून. म्हणजे तेवढंच घराला पण शांती, आहे ना. आपल्याला पण शांती. ते तर कधीतरी पाहिजे ना.
<chuckles> वाह, वाह, वाह! छान आहे, छान आहे. मस्त आहे. तुझ्या बोलण्यावरूनच कळतंय, खूप मस्त मजा येते. मग असं कधी झालंय का एखादी छोटीशी सवय जी आपण अ, ला अंगी लावली अ, सकाळी उठायची नाही का आणि त्या अ, सवयीला अंगी लावून ती सवय तुझी बदलून अशी तुझी सकाळ अशी सुधारली आहे का? काहीतरी असं नवीन?
हो. हो, सुधारली आहे.